कधी वाटतं, की पाऊस सात जरा जास्तच वेगाने धावतोय, पण आपलं मन अचानक स्लो मोशन मोडमध्ये जातं. कधी-कधी वाटतं, की धावपळ, फोन, टेन्शन, डेडलाइन्स हे सगळं कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये चाललं जायचं आणि फक्त पाऊस आणि आपणच उरतो मग. असं कधी म्हणजे तुझ्या आयुष्यात असं कोणत्या पावसाचा दिवस आठवतो का? जिथे अचानकच मन खूप शांत झालं आहे आणि जसं खिडकीतून बाहेर पाऊस पाहणं बसलं, की अचानक आलेला मातीचा वास आणि त्यातमधलं एकदम सेटल झालेली फिलिंग एकदम?
<chuckles> <chuckles> हो. हं, हं. हो, आता बघा, नक्कीच यार कसं आहे ना, की काही म्हणजे पाऊस म्हणजे मला वाटतं, की एक मला वाटते की ते एक देवाचा संदेश आहे, की आता पूर्ण आय वर्षभर तुम्ही काहीतरी अभ्यास किंवा म्हणू शकता काम केलेलं आहे. आता चिल करा. आता तुम्ही नॉर्मल फक्त जे आहे, तुमचं आयुष्य जगा चांगल्या पद्धतीने. एकदम शांत मन ठेवा आणि चिल करा. मग मी तुम्हाला ते आयुष्य दिलं आहे, देवाने ते चुपचाप काहीतरी एन्जॉय करा. कुठेतरी फिरायला जा. किंवा त्या पावसाचा जरी कमीत कमी आनंद घ्या. मला वाटतं त्या गोष्टी आहेतच. आणि जेव्हाही मी पाऊस येतो किंवा काही असं होतं, पहिली गोष्ट जी मी करतो, ती पहिली गोष्ट म्हणजे मी सरळ जाऊन त्या पावसात भिजतो. मुद्दामून भिजतो, चुकून भिजतो, जेही आहे भिजतोच काहीही असू द्या. आजारी तर काही पडत नाही मी. म्हणजे कसं आहे, आता मी रोज थंड पाण्यानं वगैरे अंघोळ करतो म्हणून मी एवढं काही फरक नाही पडत मला. मग मी जातो, भिजतो चांगल्या पद्धतीने, बसतो तिथं, रोडवरच बसतो. आता आमच्या घरासमोरचा जो रोड आहे, तो एवढा बिझी नाही आहे. तर आम्ही ब मी बसतो तिथं रोडवर जाऊन बसतो काही, कोणी काही म्हणत नाही मला. एकदम छान वाटतं एवढं मज्जा येते ना, त्या पावसात भिजणं किंवा नंतर माझ्या मैत्रिणी पण येतात. त्या येतात, आम्ही मित्र सगळे भिजतो, मज्जा करतो, पार्कमध्ये जातो. खरंच खूप छान वाटतं त्या गोष्टी.
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. अरे बाप रे! <chuckles> हं. हं. हं. हां. बरं. हं. अरे बापरे! अरे वाह!

अरे वाह, वाह! खूप छ छान. म्हणजे तुम्ही पहिल्या पावसात भिजायला तर ते म्हणतात ना, पहिला पाऊसमध्ये भिजायला खूप फार मजा येते. पहिल्या पावसात. आणि त्याच वेळेस आपल्याला मातीचा चा छान एकदम सुगंध येतो. <inhales> आणि बरं, बरं. आणि असं म्हणजे असं कधी झालं आहे का? आपण नाही का, एकदम तू शांतपणे पाऊस पाहायला बसला आहे, बरोबर. एकदम शांत वातावरण आहे. छान एकदम बढियापैकी आणि मागून कोणीतरी म्हणते, "अरे यार! चहा-भजी पाहिजे होती. चहा-भजी आणलीस का?" आणि तुझं पूर्ण ते एकदम अ, बिघडून जाते. एकदम ते लय बिघडून जाते. कसं झालंय. असं काही झालंय का?
हो. हो. अगदी बरोबर. हां. ए! आता बिघडायचं तर बघा कसं आहे, बिघडं बिघडणं तर मी नाही म्हणू बिघडणार, कारण कसं आहे ना, की माझ्या बाबांना चहा वगैरे ची एवढी आवड आहे ना त्यांना, की काय म्हणजे तो माणूस चहाशिवाय जमतच नाही त्यांना. आणि नक्कीच मला पण मी पर्सनली मी कधी चहा पीत नाही. असं काय कोणच्या टपरीवर वगैरे जाऊन मी कुठे चहा पीत नाही. पण अ, जेव्हा गोष्टी आपल्या लोकांची असते किंवा मित्रांची असते, फक्त तेव्हा जाऊन चहा पितो. म्हणजे मला असं चहा आवडत नाही मोस्टली पण जेव्हा मित्र असतात, म आपले आवडते व्यक्ती असतात, त्यांच्यासोबत प्यायला ना, म्हणजे एवढी मज्जा येते ना की <tsk> हां. काय खरंच खूप छान वाटतं ते. आणि पावसात एकदम भिजत आहे मी समोर
हं. <chuckles> हां. हं. हं. हं. हां. हो. म्हणजे ते चहा सोडून चहावरची गप्पा तीच मार अ, मजा येतं.
हां. ते ती मेहफिल जमते ना तिथं, अरे त्या गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी चहा वर्थ इट आहे तो. भलेही काही बेकार नाही आहे चहा नक्कीच कधी ना कधी पिलेला चांगलीच आहे, पण अ, रोज-रोज पिल्यावर मला वाटतं ते थोडंसं इम्पॅक्ट करतं कुठं ना कुठं हेल्थवर. पण त्या ज्या गप्पा येतात, त्या जे लोकं येतात, तो जो आनंद येतो ना <tsk> ते खरंच खूप छान वाटतं मला ते. आणि मी जे आता जसं तू तुम्ही म्हटलं मला ते, की मी पावसात भिजताना एकदम आवाज येतो की "अरे चहा वगैरे बनवतेस का?" माझे बाबा नक्कीच करतात ते. मी ते ते एकदम असे हॉलमध्ये बसले असतात. आणि मला बघतायत, की मी भिजत आहे पावसात की म्हणजे आता काही चुकीचं तर नाही करत हा. म्हणजे काही म्हणतो ना, की आजारी पडेल असं काहीतरी नाही करत. कारण कुठं ना कुठे ते सांगतातच. एवढा मोठा झालोय मी, तरी पण ते सांगतातच मला सतत की "अरे भिजू नको. आजारी होशील." हे या-त्या गोष्टी. पण ठीक आहे ते आता चालत राहतं ते.
खूपच. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. हं. अरे! अगदी बरोबर. हं. <chuckles> हां. <chuckles> हं, हां. हं. हं. ते तर राय चालूच राहतं ते.

म्हणजे
मग आता कसं आहे ना, की जेव्हा या गोष्टी होतात. म्हणजे आता बघ, मी आता असं अ, ऑफिसच काळजी बघा किंवा म्हणू शकतो ना, की यार कामच असतं की काही ना काही प्रोजेक्ट सुरू असतं. त्यांची जर काळजी करत राहतो मी तर तेव्हा मला कुठं ना कुठं वाटतं, की यार काय म्हणजे हे याच्या याच्यासाठी नाही जगत आहे मी. हे करियर नाही आवडत मला किंवा असं फ्रस्ट्रेशन होतं ना, की यार हे जॉब किंवा हे आवडत नाही मला. पण गरजा असतात काही गरजा असतात त्याच्यामुळे ते काम करावं लागतं. मला वाटतं, त्याच्यामुळं जे आहे त्याच्या त्या जे अ, कारणं आहे ते मला वाटतं, पाऊस खूप छानपणे मॅनेज करते ते. म्हणजे एकदम मनसोक्त करतो आपल्याला, आपल्याला म्हणजे जसं जगायचं आहे आयुष्यात. तसं जगायला एक काइंड ऑफ आपल्याला आठवण देतो, की यार जगायचं आहे म्हणजे आयुष्यात हेच नाही आहे. म्हणजे जे काम आहे तेच नाही आहे आपलं आयुष्य. आपल्याला इकडे इतर गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं आपल्याकडे आपल्याला मित्र आहेत. आपला फॅमिली आहे.
हां. हं. हं. हां. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. आयुष्यात अजून मजा पण आहे. <chuckles> हां, आयुष्यात मजा पण आहे. हं, खरंच, खरंच.
हं. त्या गोष्टी आहे,
आता आपण पावसाबद्दल इतकं खूप बोलतोय आपण खूप छान एकदम असं बोलतोय, की आपल्याला खूप पाऊस आवडतं का असं तर पण काही-काही लोक असतात. त्यांना ना पाऊस एकदम उलट उदासीच देतो. त्यांना आवडतच नाही पाऊस. म्हणजे आपल्या जर पाऊस पाहून जुन्या आठवण जागतात. मग त्यांचं काय होतं काय माहिती, त्यांच्याबद्दल तुझं रिएक्शन काय असतं? आणि तू त्यांच्याशी कसं संवाद साधतो बघ?
हां, हां. हां, नक्कीच यार. काय माहीत? <chuckles> हां. हो, अरे! काय आहे ना, की बघा आता कसं आहे, माझा एक मित्र आहे. त्याला म्हणजे काय माहिती नाही कुठली काय असं, काय माहीत नाही काय आवडत नाही असं पावसामध्ये. म्हणजे मला तर प्रत्येक गोष्ट आवडते पावसातली. ते जे थंड-थंड वातावरण. ते जे अरे बाप रे! एकदम ते अ, अ, अशी बेडशीटमध्ये शिरून आपण झोपू शकतो. ते अरे वाह! वाह! काय झोप छान येते. अरे! ती म्हणजे खरंच मजा वाटते ते आणि कसं आहे आणि तो जो पावसाचा आवाज येतो. पावसाचा आवाज म्हणजे खरंच मी कधी-कधी काय करतो. तर पावसाचा जर सीझन संपला तर एकदम फोनवरचा एक व्हिडिओ किंवा एक ऑडिओ लावतो पावसाचा, की पावसाच्या आवाजाचा आणि आणि मग झोप येते. म्हणजे एवढी छान झोप येते तर पावसाच्या आवाजाची. ते खूप छान वाटते आणि तो जो व्यक्ती आहे जो माझा मित्र आहे, तो काय करतो मी तुम्हाला सांगतो. काय आहे ना की त्याची गोष्ट सांगतो, तो म्हणजे आता त्याचं जे कारण आहे पावसाला न आवडायचं, की त्याचं एक कारण आहे, की आम्ही काय गेलो होतो एकदा आम्ही फुटबॉल वगैरे खेळायला गेलो आणि ग्राऊंडवर ग्राऊंडवरून
हं. हं. हं. अरे वाह! हं. काय, अरे बस बस. हं. हं. हां. अरे! बस, बस, बस. मी पण. मी पण तेच हं, हं. हं. हां.